अरे वाह! हे तर खूप छान करता तुम्ही.
बाकी काही असतील, घर आवरावरी असेल, ते असेल नाही का. जेणेकरून म्हणतात ना, मला सकाळी अ, त्रास होणार नाही त्या गोष्टीचा. आणि हां, आणि खूप वेळा आम्ही झाडू वगैरे मारून ठेवतो नाही का. जेणेकरून अ, ते अ, रात्री केलं, की सकाळी थोडं म्हणतात ना टाईम भेटून जातं. आणि हां. म्हणजे म्हणतात की अ, मोबाईलची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले बंद करतो, म्हणजे रात्री झोप येईल, <chuckles> झोपेल तर उठेल ना.
हां, हां, हां. हो, धावपळ होणार नाही. टाईम भेटून जातो, बरोबर. अरे वाह! अरे वाह! हां, हां, हां.
हां, म्हणजे. दुसरी गोष्ट, बाकी रूममध्ये पसारा असेल ना, तो रात्रीच उचलून ठेवून टाकतो. जेणेकरून सकाळी जाताना मला ते करावं लागणार नाही.
नाही हं, हं, अगदी छान, म्हणजे एकदम हं, हं, हं, हं.
आणि एक वाक्य लक्षात ठेवतो. की उद्या मी हे स्व साध्य करणार, जी गोष्ट मला करायची आहे.
अच्छा, अच्छा, खूप छान म्हणजे हं, हं.
आणि सगळ्यात महत्वाचं राहिलं, वॉलेट. <chuckles> पैसे नसतील, तर काय करणार? <chuckles> हां, वॉलेट पण जागेवर ठेवतो, जेणेकरून ते सेफ राहील.
अच्छा, पहिले सर्वात महत्वाची गोष्ट, वॉलेट अगदी बरोबर आहे. आणि जर वॉलेट असतो ना, त्यामध्ये हे बघायचं, की पैसे आहेत का नाही? नाहीतर काय होतं, खूप वेळा आपण मोकळं वॉलेट घेऊन पण जातो.
अ, झालं आहे, खूप वेळा माझ्यासोबत. <chuckles> आणि फजिती पण झाली आहे.
अरे बापरे! <chuckles> वाटलंच हां, हां, हां.
हां, हां. आणि अ, कधी-कधी मी म्हणतात ना, प्रेरणादायी पुस्तकं वाचतो. जेणेकरून मला प्रेरणा भेटते, नवीन जीवन जगायची. हे का नाही? आणि खूप वेळा काय करतो, गाडी रात्रीच वॉश करून ठेवतो माझी, सकाळी मला परत पुसायला त्रास पडत नाही.
अरे वाह! वाह! हे अगदी आवडलं मला. खूप छान. हो, हो, हो, हो, हो खूप छान प्रकारे, म्हणजे तुम्ही एक वेळेचं नियोजन करायला आहे, हे प्रत्येकाने तुमच्याकडून शिकायला पाहिजे. जेणेकरून होईल काय, की रात्रीचा जर वेळ आपण थोडा दिला, तर सकाळी आपली धावपळ होणार नाही आणि कामे एक नियमितपणे पूर्ण होतील.
ती पण एक गोष्ट आहे. <chuckles> हो, नक्कीच.

अच्छा.
आणि भाज्या वगैरे चिरणं ते झालंच आणि दुसरी गोष्ट काय आहे ना कपडे वगैरे धुऊन व्यवस्थित, नाही का, सकाळी मशीन लावतो आणि रात्री परत वरनं कपडे घेऊन येतो, की ईस्त्री करायला लागतील ना कपडे. रविवारी हां कपडा धुण्याचा पण दिवस असतो माझा. आणि अ, म्हणतात ना बाकीच्या गोष्टी असं की अ, सकाळी-सकाळी मला कसं असतं की आजी-विज्जींसाठी पण थोडं अ, स्मूदी वगैरे बनवून ठेवायचं असतं. तर ते ड्राय-फ्रूट्स वगैरे सगळं भिजवून ठेवतो रात्रीच मी, मला पण ते अ, म्हणतात ना त्रास नको व्हायला. आणि मला अ,
हं, हं, हं, हं. अरे वाह, वाह! अच्छा, अच्छा, अच्छा. अरे वाह! खूप छान!
त्रिफळाच चूर्ण असतं ते द त्यानी डोळे सु धुवायला लागतात मला. ते पण मी रात्रीच बनवून ठेवतो जेणेकरून अ, मला त्रास होणार नाही. आणि एक मी नॅचरल शॅम्पू बनवलेला आहे. तर अ हां, हां, हां, हां. शॅम्पू म्हणजे एक पावडर फॉर्ममध्येच आहे तो त्याला रात्री मग लिक्विड फॉर्म करून मग मी दुसऱ्या दिवशी तो लावतो. आणि मग ते सुद्धा हां, भिजत घालतो. त्यामध्ये बऱ्याचश्या गोष्टी टाकतो मी जसं अ, सांगू का?
हं, हं, हं, हं, हं, हं. अरे वाह! स्वतःच? अ, ओके. अच्छा, म्हणजे भिजत घालता त्याला? हं, हं, हं. हो, सांगा ना. बिलकुल.
अ, त्यामध्ये टाकतो मी मोरिंगा पावडर
हां?
आणि दुसरी टाकतो मी आपलं हे, आपले असते ना काय म्हणतात अ, आवळा पावडर
अच्छा. अच्छा.
रिठा, शिकाकाई
हं, हं, हं, हं, हं.
आणि अजून एक 5 अ, टाकतो, आपलं हे असतं ना अ जास्वंदच्या फुलची पावडर
हं, हं, हं, हं, हं.
ती आणि त्यामध्ये थोडंसं रोजमेरी ऑइल टाकून मस्तपैकी ते मिश्रण करून रात्री ठेवतो. सकाळी मस्तपैकी हेड वॉश करण्यासाठी की त्यानी पण अ, म्हणतात ना अ, विसरायला नको सकाळी उशीर नको व्हायला. तर अश्या गोष्टी मी अ, प्लॅनिंग करून ठेवतो आणि रात्रीचं कसं आहे की अ, बघतो की वाहतूक अडतय कशी येणार नाही. म्हणजे मला प्लॅनिंग क किती वाजता, काय निघायचंय, काय? काही नाही निघायचय, नाही का?
अच्छा. हो, हो, हो. बरोबर. हं, हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं.
हे बघून घेतो अ, ॲपमध्ये. अलार्म लावणं हे सगळ्यात महत्वाचं काम. नाहीतर उठणार कसा?
अच्छा. अगदी बरोबर. अगदी बरोबर. बट खूपदा बघा तुम्ही जसं बोललात की तुम्ही सर्व गोष्टींची एक पूर्वतयारी रात्रभर करता. बट खूपदा असं होतं ना की आपण कितीही पूर्वतयारी केली, कितीही रिमाइंडर लावले, कितीही कागदावर लिहून ठेवलं अन् कितीही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला, तर होतं काय की एखादी कागदपत्र किंवा एखादी बॅग म्हणा किंवा बघा खूपदा मुलं शाळेत जातात तर मुलांचा टिफिनच आपण टायच द्यायचा विसरतो. तर असं झाल्यामुळे तुम्हाला काय, कसला अनुभव आला?
अ, ते गोष्टी. <chuckles>

अरे वाह! वाह!
तर ते पण विसरणार नाही. आणि बाकीचं माझं रोजचं आहे. ते सगळ्या गोष्टी अ, बरोबर लावून ठेवतो, नाही का. आणि मूल्यांकन करतो कुठली गोष्ट राहिली काय आणि उद्याच्या गोष्टीचं अ, प्रायोरिटी चेक करतो की मला उद्या काय-काय करायचंय. डॉक्युमेंट्स, सहलीला जाताना डॉक्युमेंट्स विसरत नाही मी. तसे गाडीचे पेपर, माझा ड्रायव्हिंग लायसन्स, ते विसरलं तर मस्तपैकी मला म्हणतात ना, रस्त्यात पोलीस काका, मला मस्तपैकी त्यांच्या आवडीच्या हिशोबाने पावती देतात.
हं, हं. हं, हं. हं. काय-काय करायचं, काय-काय नाही. हं, हं. हं, हं. अच्छा-अच्छा. प्रसाद देतील. <laughs> हां. बरोबर.
है ना? आणि म्हणतात "हा चंदा आम्हाला भरा. त्यांनी आम्हाला पगार भेटतो." <laughs> तर ती एक गोष्ट असते. आणि म्हणतात ना मी माझा मेंदू हलका करण्यासाठी मोबाईल साईडला ठेवून टाकतो नंतर. मग विचार करतो अजून. थोडा शांत राहतो जेणेकरून मला काही ना काही राहिलं तर मग ते म्हणतात ना, की अ, काही अ, गोष्टी चुकत नाही आणि मग काय आहे, की झोपायच्या आधी मग पुढचा दिवस लक्षात यायला चालू होतो, की काय-काय करायचंय. है ना. मोबाईल साईडला ठेवला तर आणि काही वेळ थोडा रात्रीच मेडिटेशनपण करतो. सकाळी कधी-कधी टाईम भेटत नाही.
हं, हं. हं. <laughs> बरोबर. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. अरे वाह! खूप छान. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं.
ते पण थोडी माझी झोप व्यवस्थित कंप्लीट करून देतो. आणि दुसऱ्या दिवशीचा लंच बॉक्स कसा काय बनवायचं काय नाही, त्या गोष्टीचं बघतो आणि सगळं सामान आहे ना, ते पण चेक करतो, कारण की
अरे वाह! म्हणजे तुम्ही आधीच पूर्वतयारी करता, उद्याच्या दिवशी डब्याला काय न्यायचंय. तर त्या भाजीची अशी निवड करताना काय काळजी घेता म्हणजे रात्री तुम्ही? काय कापून वगैरे ठेवता का ऑलरेडी म्हणजे धुवून?
हां. नाही-नाही, भाज्या कापून ठेवल्या ना खराब होतात. फक्त भेंडी वगैरे अशा भाज्या असतात ना, वटाणा सोलून ठेवतो. भेंडी तोडून हे कापून ठेवतो चिरून आणि जसं की मेथी वगैरे आहे ते तोडून ठेवतो. कोथिंबीर तोडून ठेवतो. तर जशी भाजी आहे तशी. टमाटे तोडून कापून नाही ठेवू शकत ते. त्यामुळे त्याला सकाळीच चिरावं लागतं. तर ती गोष्टी बघतो, नाही का आणि दुसरं काय आहे ना, सगळ्यात पहिलं बघतो उद्याचं हवामान काय आहे.
अगदी बरोबर. हो. हं, हं. हं. निवडून वगैरे. हां, हां. हं. बरोबर. हं, हं.

हां. तर ह्या गोष्टी मी असं म्हणजे नाही का त्या करून ठेवत असतो, की जेणेकरून म्हणतात ना काहीही प्रॉब्लेम दुसऱ्या दिवशी मला यायला नको. हां.
येत यायला नको. म्हणजे याची तुम्ही खूप म्हणजे क का काळजीपूर्वक तयारी करता, जेणेकरून तुम्हाला म्हणजे नाही का कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. बट खूप वेळा ना आपण बघतो बघा, की आपल्याला समजा एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं आहे. आपण खूप रात्रभर त्याची तयारी करतो. म्हणजे आपल्याला रात्रभर झोप येत नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी जायचं असेल ना, खूपदा असं होतं बघा आपल्याला झोपच येत नाही आणि अशा वेळी आपण बॅग भरतो वगैरे. तेव्हा खूप वेळा काय होतं बघा एक अ, कितीही प्लॅन केला, किती फ्लेक्सिबल असला तर आपण काही गोष्टी अशा विसरतो तर ह्याच्याकरता आपण काय बॅकअप म्हणजे नाही का पॉवर बँक विसरलो, चार्जरच विसरलो, तर याकरता काय असे बॅकअप उपाय आहेत का ओ की जेणेकरून आपण ते वेळीच म्हणजे नाही का पूर्वत्वास पूर्णत्वास नेऊ शकतो?
हां. हां, हां. हां, हां. अ, बघा एक चेकलिस्ट बनू शकता. जशी टु डू लिस्ट असते. त्यामध्ये तुम्हाला काय, काय महत्वाच्या गोष्टी आहेत? ते अ, कॅटेगरीजवाईज टाका. म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टी काय टाकायच्या आहेत? तर त्यामध्ये असतो चार्जर, पॉवर बँक अजून तुम्हाला काही गोष्टी असेल नाही का? तर त्या गोष्टी तिथं अ, नोट करायचं. मग बाकी तुमच्या खाण्याच्या गोष्टी तुम्हाला काय, काय लागणार आहे? ते लिहायच्या. कपड्यांच्या गोष्टी कुठले-कुठले कपडे घ्यायचे आहेत? काय घ्यायचे आहेत? मग असं तुम्ही टु डू लिस्ट बनवलेलं आहे एक चेकलिस्ट तुमचं ते बरोबर न विसरता काम होतं. कारण, की तुम्ही मिक्स लिहिलं तर मग ते काहीतरी राहणारच आहे.
हां. अच्छा. हो, हो, हो. हं, हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं. बरोबर.
हे ना. आणि पाण्याची बाटली तुम्ही फ्रिजमध्ये भरून ठेवा. ते पण लिहा पाण्याची बॉटल कशी घ्यायची आहे? काय घ्यायचंय? मग त्यामध्ये ते तुम्हाला पाण्याचा पण नसतं विषय. हा उद्याचा नाष्टा काय करायचंय? ते पण ठरवून ठेवा. कारण की सकाळी तर बिना ब्रेकफास्टचं निघणार नाही आपण कुठेही जायचं तर, हे का नाही? आणि हां, हां. आणि रात्रीचा जो टेबल वगैरे आहे काम करण्याची जागा तो साफ करून ठेवा. म्हणजे पसरायला जाणार नाही. हां ना. अलार्म लावून ठेवायचं ते तुम्हाला म्हंटलच.
हो, हो, हो. अगदी बरोबर. हो, हो, हो. अगदी बरोबर. काहीतरी खाऊनच निघतो माणूस. हं, हं, हं.
आणि थोडा शांत बसून विचार करायचा. अजून काहीतरी मी विसरतोय का? काही राहत तर नाही ना? असं विचार करत राहायचं थोडा वेळ. सापडतं काहीतरी विसरत नाही आहे ना.
हं, हं, हं, हं. बरोबर. हां, हां, हां. <chuckles> अच्छा. हां आठवतं का मग ते?
<laughs> नाही आठवत. <laughs>
<chuckles> हो. प्रत्येकाचाच अनुभव आहे, की प्रत्येक गोष्ट बघा किती 100% जरी तुम्ही पूर्ण तयारी केली तर 1% कुठेतरी माणूस विसरतो. तर तुमची रात्रीची अशी एखादी सवय आहे का की जी तुमची सकाळ अशी घडवते?
हां. हां.